अगदीच अ, विचारसरणीवर परिणाम झालाच आहे तो. लहानपणापासून ही संस्कृती जी आहे, आपल्या कुठं ना कुठं, कुठल्या ना कुठल्या स्वरूपामध्ये आपल्याला त्या संस्कृतीबद्दल सांगण्यात आलं आणि आपण ती संस्कृती नकळत का आहोत ना, आपण ती जोपासलीच. की अ, अगदी साधं वर्तनापासून बघा ना, की आज आपल्याला जे संस्कृती भेटल्या आहेत, की त्याच्यातून आपलं वागणं, बोलणं, दुसऱ्याला मदत मदतीसाठी धावून जाणं, तो भलेही आपल्या ओळखीचा असो किंवा नसो, की आपल्या ते रक्तात आहे आज. की आपण दुसऱ्याच्या मदतीसाठी धावून जातो आता, कारण की ते आपल्याला जुन्या इतिहासातून भेटल्या. जसे छत्रपती शिवाजी महाराजांनी बऱ्याच काही गोष्टी सा बऱ्याच काही गोष्टी केल्या आणि आपल्याला ज्याच्यातून त्यांचा आदर आहे आणि आपण त्या गोष्टी पाळतो. आता, बघा ना, की परस्त्री आहे किंवा मुली आहे, काय आहे, तर आपण नाही बघत त्यांच्याकडं. आपण चांगल्या भावनेनेच बघतो ना. कधीमध्ये आपल्या शब्दातून ताई, आई, काकू, बहीण याच याच शब्द आपल्याकडून निघतात. आपण कधीच छेडछाड करत नाही मुलींची, कधी काही करत नाही. वयस्कर व्यक्तींशी चांगल्या पद्धतीने वागतो, लहान मुलांशी चांगल्या पद्धतीने वागतो. परत आपली काही अशी भावना नाही, की रोज भांडणं करणं, चोऱ्या-मकाऱ्या करणं की चुकीचे काम करणं, गलत काम करणं. या भावना नाही आणि समाजामध्ये पण आपण कधीच काही अशा चुकीच्या गोष्टी करत नाही.
हं. बरोबर. बरोबर. अगदी, अगदी. हं. शिवाजी महाराज ना. बरोबर. हो, हो. आई. हो, मावशी हो, हो, हो. 100% कधीच हं. बरोबर, बरोबर. बरोबर, बरोबर. अगदी.
की जेणे
नाही, नाही. अगदीच ना. हं.
जेणेकरून काही फरक पडल. म्हणजे एकूण एक आपल्या वागणुकीपासून म्हणा, आपल्या काम करण्याची पद्धत की आपण शेतकरी आपला जो आहे, पहिलं प्राधान्य आहे आणि आपले कुठे ना कुठे पूर्वज शेतकरी होते. तर आपल्याला मेहनतीला आपण लाजत नाही कुठे. मेहनत करायला आपण सगळ्यात पुढे असतो. प्रामाणिकपणा आहे आपल्यामध्ये. तर मग ह्या अ, संस्कृतीचा आपल्यावर खरंच असरच पडला ना तो, तसं पाहायला गेलं तर. आणि धार्मिक आहे आपण. प्रत्येक धार्मिक गोष्ट आपण एकदम सहज-सहजतेने हाताळतो. आता भारत, आपल्याला अभिमान आहे, की आपण भारतात आहोत आणि त्यात सगळ्यात मोठा अभिमान, आपण महाराष्ट्रातला आहोत आणि आपण मराठी आहोत. आपल्या संस्कृतीमध्ये किती सण-त्यौहार आहे, मला सांगा. म्हणजे असं कुठलाच महिना नाही, की ज्या महिन्यामध्ये आपले कुठले सण-त्यौहार नाहीये. सगळ्याच गोष्टी पाळतो आपण.
हो, अगदी. आपण नाही ना आता. येस, येस, येस. हो, हो. खरंच. बापरे! प्रचंड. हं, हो.

अ, अगदी सुरुवातीपासून सांगायचं झालं तर मग जसं लहान होतो, मग जसं कळायला लागलं, आपली मराठी संस्कृती, जेव्हा घरच्या अ, घरात मरा मराठी बोलणं किंवा मग नातेवाईकांमध्ये मग गावी जाणं, मग ते गावातलं जे चित्र होतं ते काही वेगळंच होतं शहराच्या अ, शहरापेक्षा. मग ते गावामधले मग ते शेतात जाणं, मग ते गावातले लोकं आणि मग गावात होणारे काही सण त्योहार की जे आपण शहरात कधी बघितलेच नाही.
बरोबर. हं, हं. हं, हं. बरोबर. हं, हं. हं, हं. हं, हं. हं, हं, हं. बरोबर. हं, हं.
त्यावेळेस मग भुरळ पडायला लागली की म्हणलं अरे, हे सण त्योहार आपले आहेत आणि अशा पद्धतीने साजरे करतात. अशातला काही भाग आपल्याला पाहायला भेटलाच नाही शहरामध्ये आणि मग त्यावेळेस काय झालं ना, गावाकडची ओढ मला थोडी जास्त लागायला लागली. मग प्रत्येक सुट्ट्यांमध्ये मी गावाकडं जाणं आणि मग त्यावेळेस ना काही हे जे सण त्योहार होते हे चांगले जवळून पहायला भेटलेत आणि मग बरेचसे असे काही अ, आपल्या जे परंपरा होत्या पोवाडे म्हण पोवाडे म्हणा किंवा मग भजन म्हणा की शहरामध्ये भज भजन वजन तर आत्ता आता होतात.
हां. क्या बात है. हां, हां. हं. हं, हं. हो, हो, हो, हो ना. आता होत पण नाही. कमी होतात एकदम.
पण कमी होतात, पण दिस दिसतात. पण गावाकडे जे भजन व्हायचे, जे नाटकं व्हायचे, गावाकडे नाटकंसुद्धा पहायला भेटायची.
हां. हो, हो, हो, हो, हो, हो, हो.
आणि एक अ, विशिष्ट अ, असं हे असायचं गावाकडं की त्यावेळेस आमच्याकडे जसं त्याला सोंग म्हणतात.
हां, हां. हां, सोंग.
की रात सोंग, रात्रीच्या वेळेस काय होतं ना, की आपले हे जे अ, पात्र आहेत महाभारत, रामायण त्यातला कुठला पण एखाद एखादा किस्सा तो घेतला जायचा आणि रात्रीच्या वेळेस गावांमध्ये गावामध्ये जे आहे ते गावातले कोणी तरुण मंडळी, वरिष्ठ मंडळी हे लोक मिळून ते पात्र साकारायचे आणि ती भूमिका तिथं करायचे गाववाल्यांसमोर. अरे, एवढं सुंदर पद्धत होती. म्हणजे पूर्ण रात्रभर म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याकडे शहरात तर होतच नाही. तर त्यावेळेस पहायला पाहिजे मग ती गावातली जत्रा.
हां. हं, हं. हां. हां. हां, हां, हां, हां, हां. अच्छा. क्या बात है. एक नंब हं, हं, हं. हं, हं, हं, हं.